बघा ना, आपण म्हणतो ना, अपयश ही यशाची पहिली पायरी असते आणि अपयश आल्यानंतर ना पुन्हा उभं राहणं आणि पुन्हा सुरुवात करणं ही ह्यालाही खूप ताकद लागते. तर मला असं सांगा, की अपयशानंतर तुम्ही प्लॅन बी कसं काय बनवता?
हं, हं. हो. बघा ना, अपयश हा जीवनातला एक भाग असतो आणि जर का आपण काही ना काही प्र आपण जर प्रयत्नशील व्यक्ती असाल तर आपल्याला निश्चितपणे अपयश येतोच आपल्या जीवनामध्ये. कारण की असं गरजेचं नाही, की प्रत्येक टायमाला तुम्ही यशस्वी व्हाल, बरोबर ना? तर मग अपयशांच्या डोंगरा जेव्हा अपयशाचा असा अपयश अ, भेटत जातं आपल्याला, त्याचे आपण पायरी बनून, टप्पे बनवून यशापर्यंत पोहोचायला हवे, अशी माझी धारणा आहे. आणि जेव्हा अपयश येतं, तेव्हा आपल्याकडे त्या अपयशाचा प्लॅन बी रेडी असला पाहिजे, की जर आलं तर मी मी आता काय करू शकतो, काय नवीन माझ्याकडे काम करण्यासाठी गोष्ट असेल, की जेणेकरून मी परत उठेल, जोमाने काम करेल आणि माझ्या यशाकडे मी
हो ना. हं, हं. हो, खरंच. हो. हं, हं.
धावेल.
हो, मग मला असं सांगा की जेव्हा अपयश येतं, तर तेव्हा सर्वात आधी तुमची मनस्थिती कशी असते? म्हणजे तुम्ही काय करता, भावनांना तुमच्या वेळ देता का? की लगेच पुढे जायचं असं ठरवतात?
हं. नाही, नाही. अ, जेव्हा आपल्याला अपयश येतं ना तेव्हा काय असतं, की आपण त्या अ, कामासाठी खूप मेहनत केलेली असते आणि मेहनतीप्रमाणे आपल्याला जेव्हा निर्णय येत नाही. तेव्हा आपण खूप म्हणजे असं अ, ढासाळून जातो की काय झालं, असं कशामुळे झालं? आणि मी एवढी मेहनत केली होती, तरी का मला यश भेटलं नाही. मग आपण देवाची देवाची ही देवासोबतही बोलतो, की प्रभू मी एवढी मेहनत केली आणि तरी तुम्ही माझ्यासोबत असं केलं. तर म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण आहे ना ठिकठिक ठिकाणी असं म्हणजे जाणवतो की काहीतरी चुकलं आहे. काहीतरी असं आपल्यासोबत घडलेलं आहे आणि त्यामुळे आपण खचलेलो असतो. पण
हं. हो ना. हं. हो खरंच. हं. हं, हं.
जेव्हा आपल्याला समजतं, की आता हे झालेलं आहे, पण याच्या पुढे काय? तो जो क्वेस्चन मार्क असतो ना, तो भरपूर लोकांना आहे ना, ए एक तर खचवून टाकतो, किंवा एक नवीन जोश आणि उत्साहाने भरून देतो, की आता नवीन काहीतरी करायला आपल्याला संधी आहे, आपण ती केली पाहिजेल
हां. अच्छा. हां. वाह! मग मला एक सांगा, की जेव्हा आपण अपयशानंतर प्लॅन बी तयार करतो, मग तेव्हा, सगळ्यात पहिली तुम्ही काय करता? म्हणजे तुम्ही, अ, असं अ, म्हणजे नोट काही बनवता का, की कौशल्यांची नोंद करतात त्याच्यात? की तुम्ही हे विचार करतात, की लोकं काय म्हणणार? आणि अ, काय असे लहान प्रयोग, अ, काय करता तुम्ही, मला सांगाल का?
असं मला वाटतं. हं. बघा ना, जेव्हा आपले अपयश येतात, तर तेव्हा आपण त्याची नोंद घेणे फार गरजेचं असतं. कारण, की जर आपण त्याची नोंद नाही घेतली, आपण त्याच्यावरती विश्लेषण नाही केलं, की कशामुळे आपण चुकलो, काय गोष्टी होत्या ज्या आपल्याला फेव्हर नाही केल्या. काय डिसिजन्स आपले होते, की ज्याच्यामुळे आपल्याला आज अपयशाचा सामना करावा लागलेला आहे, याची माहितगीरी असणं आपल्यासाठी फार गरजेचं असतं. कारण, की जर वारंवार आपण त्याच चुका करणार, तर यशस्वी कधी होणार?
हो, ना. हां. बरोबर. हम्म, बरोबर आहे.
म्हणून आपण त्याची नोंद घेणे गरजेचं आहे, ते स्वतः समजून घेणे गरजेचं आहे आणि याच्यावरती काय सोल्युशन आपण काढलं पाहिजे होतं किंवा काय सोल्युशन असलं असतं, जेणेकरून आपण या अपयशाच्या बळी नसतो पडलो, तेही आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. काय निर्णय आपले चुकले आणि यांना कसा आपण सुधारू शकतो, आता येणाऱ्या भविष्यात, हेही आपण नोंद करणं फार गरजेचं
हो ना. ते तर आहेच. मग मला असं सांगा, की आपले कुटुंबीय असतात, त्यांचाही विचार करावा लागतो ना, आपल्याला. मग कुटुंबाचं आणि समाजाचे जे अपेक्षा आपल्यापासनं असतात, त्यापासून, अ, काही लोक पळतात ना, म्हणजे दूरच जातात. त्यांना असं वाटतं, की "अरे बाबा, आता अपयश आलं आहे, तर आपण त्यांना कसं सामोरे जाऊया?" मग अशा वेळेला काय करायचं? तुम्ही घरच्यांचा सल्ला घेतात का, की म्हणजे स्वतःचंच अ, ठरवायला, असं तुम्ही योग्य मानतात?
हं. हं. बरोबर. बघा ना नाही. बघा, आपल्यावरती बहु अ, म्हणजे बहुतेक लोक आधार आधारित असतात, बरोबर ना. आपल्यावरती आपल्या परिवाराची अ, जबाबदारी असते आणि त्या जबाबदारीला आपणच, म्हणजे आपलं य अपयश हे त्यांच्यावरतीही कुठे ना, कुठे प्रभाव टाकत असतं.
हो. बरोबर. ते तर आहे.
जर की आपण अपयशी झालो, मग अपयश, जा ये अपयशी झालो, म्हणजे आपलं परिवार पण त्यामध्ये अपयशी ठरलेलं असतं. मग त्यांचंही काही ना काही तेही आपल्याला काही ना काही सांगत असतात, की आता आपण काय केलं पाहिजे. त्यांनाही त्यांच्या भविष्याचीही काळजी असते, त्यांची आणि आपल्या भविष्याची काळजी असते. तर त्याच्यामुळे आपण आपल्या परिवारासोबत अ, बसून बोललं पाहिजे, की आता या परिस्थितीमधून बाहेर निघण्यासाठी काय केलं पाहिजे? कसं मार्ग काढला पाहिजे? म्हणजे सगळ्यांनी बसून, मिळून, मग ठरवलं पाहिजे, की आता आपण पुढचं पाऊल काय घेतलं पाहिजे.
हं. अच्छा. हं. अच्छा. असं. मग मला असं सांगा, की तुमच्या आयुष्यात तुम्हाला एखादी अशी घटना किंवा किस्सा आठवण आहे का, की जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीत अपयश, अ, झालं होतं? पण त्यानंतर तुम्ही प्लॅन बी बनवून, त्यातून बाहेर निघालात, पुढे आलात. असं काही तुम्ही मला सांगू शकाल, अशा एका किस्स्याबद्दल?
हं. हो. हो, हो, हो. अ, मी काय केलं होतं ना, की मी माझी एक, अ, म्हणजे मी चांगल्या एम-एन-सीमध्ये जॉबला होतो. आणि त्यानंतर मी ती जॉब सोडली आणि व्यवसाय करण्याचा निश्चय केला. तर तो नी व्यवसायासाठी मी खूप, अ, म्हणजे माझी सेविंग्स होती, ती लावली. त्या व्यवसायाला उभं केलं. बऱ्याच काही गोष्टी केल्या, ज्या त्याच्यासाठी गरजेच्या होत्या. मोठ्या-मोठ्या मशिनरीज आणल्या. मार्केटिंगसाठी पैसा खर्च केला. प्रोडक्ट प्रोडक्ट बेस कंपनी होती माझी वाली. तर मग लोकांपर्यंत, अ, मी माझा प्रॉडक्टला पोहोचवलं, चांगलं नाव झालं. पण, अ, एके दिवशी, अ, फूड प्रोडक्ट होता आमचावाला, तर त्याच्यामध्ये आपल्याला एफ-एस-एस-सी-आयचं सर्टिफिकेशन घेणं फार गरजेचं असतं. आणि तिथं फूड ऑफिसर असतो. माझ्याकडे सर्वे लीगल डॉक्युमेंट्स सगळे कंप्लीट होते. पण काय झालं ना, की जेव्हा मी हे डॉक्युमेंटेशन करायला गेलो, तर तेव्हा त्यांचं जे सॅम्पलिंग होतं आणि त्या गोष्टी होत्या, त्या सगळ्या परफेक्ट होत्या. पण आपल्याला माहिती आहे, की आपल्या देशामध्ये काही दिल्याशिवाय काही काम होत नाही. आणि मी गोष्ट त्या गोष्टीला नकार दिल्यामुळे, त्यांनी माझी ती गोष्ट थांबवली. माझ्या फॅक्ट्रीवर सील लावला आणि माझी ती पूर्ण हो, ती माझी पूर्ण इन्व्हेस्टमेंट ती पाण्यात गेली. माझी फॅक्ट्री बंद पडली. मीच नव्हे, तर माझ्यासोबत 25 ते 30 लोकं बेरोजगार त्यादिवशी झालेलो होतो. आमच्या आमच्याकडे दुसरा आता काय मार्ग होता, मग मी तेव्हा
ओह, अच्छा. हं. हं. हां. अच्छा. हं. अच्छा. हं. अरे बाबा! काय सांगता? हं. केवढा मोठं नुकसान! हं.
काय केलं, की म्हटलं आता झालेलंच आहे, तर परत आपण नोकरीला सुरुवात करायला हवी, कारण की आता आपल्या मागे आपले परिवार आहे आणि त्याचसोबतच आपल्याला काहीतरी कामही लागेल या परिवाराचं पोट भरण्यासाठी. तर मग मी कामाला सुरुवात केली आणि मी आ त्याच कंपनीत लागलो, की जेणेकरून मला हा व्यवसाय याला परत उभा करण्यासाठी भविष्यात कामात येईल. मग या पद्धतीने मी माझा प्लॅन बी तयार केला होता. माझ्या स मी माझं पूर्ण स्वॉट अ‍ॅनालिसिस केलेलं होतं. माझ्या स्ट्रेंथ काय आहे? माझी वीकनेस काय आहे? मला अपॉर्च्युनिटी कुठे भेटू शकते आणि मी कुठल्या गोष्टीला घाबरतो, म्हणजे ते माझे थ्रेड्स. ह्या सगळ्यांचं एक अ, प्रॉपर एनालिसिस करून, मी माझ्या प्लॅन बीला एक्झिक्यूट करायला सुरुवात केली. तर तेव्हा काय होतं, की मी 30 दिवसाचा प्लॅन ठरवला, की येणाऱ्या 30 दिवसामध्ये मला नवीन नोकरी मिळवायची आहे अ, माझ्या एका प्रोडक्ट बेस कंपनीमध्ये. तेही मार्केटिंग मी चूज केलं होतं, की मार्केटिंगमध्ये मी चांगला होतो त्यामुळे. मग मी सेम अशीच मसाल्याच्या एका कंपनीत जॉइन झालो. अ, तिथं त्यांचे अ, प्रोडक्ट बेस कंपनी होती, म्हणून मला त्यांची मार्केटिंग करायची होती, त्यांचे प्रोडक्टला अजून जास्त वाढवायचं होतं. मग मी कस्टमर्सही भेटायला लागलो. उ, अ, छोटे-मोठे रिटेलर्स, होलसेलर्स, त्यानंतर मोठे डीलर्स. या सगळ्यांसोबत भेटून, मी त्यांच्यासोबत माझी ओळख निर्माण केली, आणि असा मी त्या कंपनीमध्ये
हां, काय केलं? हो ना. हो ना. अच्छा. अरे वाह! अच्छा. हां. हं, हं. बरं, मग? हं, हं.
2 वर्ष काम केलं. अ, जोपर्यंत आणि त्या कंपनीलाही चांगले सेल्स मिळवून दिल्यामुळे माझा त्यानंतर अ, म्हणजे सॅलरीही चांगली झालेली होती आणि मी चांगल्या पोझिशनला होतो. पण मग माझं ते मनात होतं ना, की आपल्याला आपला व्यवसाय सुरू करायचा आहे, तर त्या सगळ्या गोष्टी होत्या. मग मी परत त्याच अ, मार्गाला लागलो. मी एक व्हाईट लेबलिंग कंपनीसोबत टायअप केला, की जे एक मला आता मी स्वतःनी मशिनरी घेतल्या नाही, काहीच स्वतःची जागा घेतली नाही, प्रोडक्ट म्हणजे हे नाही केलं. मी फक्त माझा प्रोडक्टला डिझाईन केलं त्या पद्धतीने पॅक केलं, दुसऱ्याकडनं त्याचं, म्हणजे पॅकेजिंग करून घेतली ते त्याच्याकडनं त्याचा जो प्रोडक्ट होता ते व्हाईट लेबल करून मी आणला मार्केटमध्ये. आणि जेव्हा मी मार्केटमध्ये आणला तर मी ह्या कंपनीमध्ये अ, होतो, जिथे मी माझा प्लॅन बी म्हणून ठरवलेली होती. तर तिथे मी जी अ, नेटवर्क बनवलेलं होतं लोकांसोबत
बरं. हां. अरे वाह! हां. हो, ना. अच्छा! हां. हां, हां. अरे वाह! हं, हं.
त्या नेटवर्कचा वापर केला, अ, त्या छोट्या-मोठ्या सगळ्या रिटेल शॉप्स त्यांना भेट दिली, व्होलसेलर्सला भेट दिली, मोठ्या-मोठ्या डीलर्सला भेट दिली आणि माझा जो प्रोडक्ट होता, तो त्यांच्यापर्यंत पोहोचवला आणि तिथून तो प्रो प्रोडक्ट त्या लोकांनी अजून पुढे पोहोचवला आणि मार्केटमध्ये तो गेला आणि जेव्हा तो मार्केटमध्ये त्याचा प्रचार प्रसार झालं, लोकांमध्ये नाव निर्माण झालं, तर तो न त्या दिवसापासून माझ्या व्यवसायालाही चांगली चालना भेटली. त्याची, म अ, मार्केटमध्ये डिमांड व्हायला लागली आणि या पद्धतीने मग मी माझा प्लॅन बी एक्झिक्यूट करून एक सक्सेसफुल व्यक्ती झालो.
अच्छा. वाह! किती छान. हां, हां. हां. वाह! वाह! किती छान! खरंच खूप प्रेरणादायक गोष्ट आहे ही, की अपयशानंतर पण तुम्ही किती छान प्रकारे प्रयत्न केले आणि त्यातून बाहेर पडायची पूर्ण तुम्ही, अ, एक म्हणतो ना, की जिद्दच होती ना.
हं. हो.
तसं, मग मला सांगा, की म्हणजे अ, तुम्ही कसं ठरवता, की किती काळ प्रयत्न करायचं आणि कधी आपण एखादा रस्ता बदलायचं?
अ, बघा ना, की अ, काय असतं, की एखाद्या गोष्टीमध्ये ना, आपल्याला आउटपुट दिसत नसेल किंवा वारंवार आपण मेहनत करतोय, पण त्याचा परिणाम काही अ, चांगला येत नाही, आपल्या हितमध्ये येत नाही, तर तेव्हा आपण ती गोष्ट सोडली पाहिजे. कारण की आपण आपलाच टाईम नाही घालवत आहे, आपण आपल्यासोबत जे लोकं आहेत, आपल्यावरती अवलंबून लोकं आहे, यांचाही टाईम वाया घालतोय, हे समजायचं आणि त्यानंतर आपण ती गोष्ट बदलायची.
हं, हं, हो ना. हो ना, बरोबर. हां, खरंच, असं जर केलं, तर मला असं वाटतं ना, की अपयश आलं तरी आपण त्यातून बाहेर येऊन यशस्वी होऊ शकतो, नाही का?
हो. बघा, मी तुम्हाला सांगतो, जेवढ्या लवकर तुम्हाला अपयश येईल, तेवढ्या लवकर तुम्ही यशाकड पर्यंत पोहोचाल.
हं. हो ना, खरंच, खूप छान. तुम्ही हे उपयोगी, इतकी छान माहिती दिलीये ना आज. मला खरंच आनंद झाला तुमच्या सोबत बोलून आणि या सगळ्या माहितीसाठी ना, तुमचा मनापूर्वक आभार आणि खूप-खूप धन्यवाद.
धन्यवाद.